की अ, की धन्यवाद मला या गोष्टी माझ्या माझ्याकडे आहेत. त्या सगळ्या गोष्टींसाठी मी थँक यू म्हणायला लागली. त्याच्यामुळे काय झालं मी ग्रेटफुल राहिली त्या गोष्टीसाठी, धन्यवाद के आणि त्याच्यामुळे मला असं काही महिन्यांनी मला जाणवायला लागलं, की माझ्याकडे अजून काही गोष्टी येत आहेत आणि त्यामुळे मी स्वतः जसं की अ, माझ्याकडे समजा माझ्याकडे iPhone आहे, तर मी त्याच्यासाठी मी अ, कृतज्ञता व्यक्त केली, देवाबद्दल. आणि समजा माझ्याकडे काही माझ्याकडे गाडी आहे, माझ्याकडे जे चांगलं जेवण आहे, माझ्याकडे चांगलं आरोग्य आहे. अ, म्हणजे म मी स्वतः आहे, माझ्या स्वतःचं असणं आहे, माझं हसणं आहे, त्या गोष्टींसाठी मी देवाचे आभार मानले आणि त्याच्यामुळे मला असं झालं की अ, हां, आणि त्यामुळे मी स्वतः खुश व्हायला लागली. आणि या छोट्या-छोट्या गोष्टींमुळे नक्कीच माझ्यात मोठे-मोठे बदल झाले जसं की स्वतः मी अ, म्हणजे मला आनंद वाटू लागला खूप गोष्टींचा. आणि मी स्वतःला दोष कधी जर कधी दिला असेल तर ते देखील मी थांबवलं. मी स्वतःला अ, स्वतःसाठी जसं की अ, Ho'oponopono प्रेयर आहे प्रार्थना आहे, जी आपण स्वतःला त्याच्यामध्ये बोलू शकतो ती देखील करायला लागली त्यामुळे मला असं स्वतःला म्हणतात ना हील करायला मदत झाली. माझं मन शांत झालं, अशा सगळ्या गोष्टी झाल्या माझ्यासोबत.
खूप छान विचार आहेत. हां, हां. हो, हो, हो. अच्छा! अरे वाह! काय एक जसं? अरे वाह! हां, हां. हां. अरे, खूप छान विचार आहेत. हां, हां. हो. हां, हां. अच्छा! म्हणजे हील करायला तुम्हाला स्वतःला मदत झाली ती.
हो, म्हणजे आपण जे आपण कळत नकळत कधीतरी स्वतःला आपण दुखावतो. तर त्या गोष्टीमुळे अ, त्या प्र प्रार्थनेमुळे मला खूप छान वाटलं आणि अ, मी मदत केली मला स्वतःला त्यातनं बाहेर काढायला आणि एक म्हणतात ना, असं छान वाटायला लागलं मला.
हो. हो, हो. अरे वाह! आणि तुम्हाला मग सगळ्यात आधी कोणी सांगितलं की स्वतःवर प्रेम करा?
हं. अ, स्वतःवर प्रेम म्हणजे काय झालं ना, अ, अशा अ, म्हणजे मला पण सगळे लोकं टाकायचे, "सेल्फ लव्ह, सेल्फ लव्ह." मी म्हटलं हे नेमकं आहे काय हे सेल्फ लव्ह? काय असतं हे सेल्फ लव्ह? तर असंच म्हणून मी YouTubeला मी सर्च केलं सेल्फ लव्ह अ, अ, म्हणून काय. तर त्याच्यावर मला खूप साऱ्या व्हिडिओज मिळाल्या YouTubeर्सच्या. हां, तर मग तेव्हा मी कळालं. तर मला तर वाटलं अरे ह्यातलं तर हां, म्हणजे मला असं वाटलं की स्वतःची काळजी घेणं स्वतःसाठी स्टँड घेणं अ, स्वतः चांगलं खाणं हे देखील सेल्फ लव्हच आहे. म्हणजे कोणी देते कसं पण अ, आपण असं ख खातो असं नाही होत. म्हणजे आपण आपल्या आरोग्याची काळजी घेऊन खाणं, पिणं, उठणं, बसणं, स्वतःची काळजी घेणं, स्वतःच्या केसांची काळजी म्हणजे सगळ्या गोष्टींची ओव्हरऑल आपलं ग्रूमिंग, आपलं वागणं, आपलं बोलणं, आपले कपडे या सगळ्या से गोष्टी सेल्फ लव्हमध्ये येतात. आपलं आरोग्य, एक्सरसाइज सगळं. आणि अ, जसं की स्वतःसाठी जेवण बनवणं, स्वतःसाठी चांगलं खाणं या गोष्टी देखील आणि र दररोज स्वतःला सांगणं की "मी स्वतःसाठी मी पुरेशी आहे." असं.
हां, हां, हां, हां. काय आहे, हां, हां, हां. अच्छा! हां, हां. काय कळालं तुम्हाला? हां, हां. अरे वाह! हां, खातोय. हां, हां, हां. हो, हो, हो. हां. अरे वाह! हां, हां. अरे वाह! खूपच म्हणजे असं म्हणतात ना तुम्हाला सेल्फ लव्ह आजकाल खूपच आवडतंय.

मग तुम्ही कधी असं झालंय का, की स्वतःबद्दल नकारात्मक विचार येतात? आहे ना?
नाही, नका हां, म्हणजे तो इन्सिडेंट झाला तेव्हा मला असं वाटलं, की लोकं म्हणजे माझे फ्रेंड्स मला गृहीत कसं काय धरू शकतात, की म्हणजे मी तर येईलच, असं कसं त्यांना वाटलं? ते मला थोडंसं चुकीचं वाटलं आणि अ, म्हणजे असतं ना, कधी-कधी, की अ, सगळ्यांना हो म्हणणं, मग कधी स्वतःसाठी नाही म्हणजे एक मर्यादा आखली मी आणि मग त्याला स्वतःचं प्रेम, म्हणजे बोलतात ना खरं प्रेम, की हा, मी नाही पण म्हणू शकते. मग त्यांना असं वाटलं, की ए नेक्स्ट टाईम जेव्हा कुठे जायचं होतं, तेव्हा त्यांनी मला विचारलं तर मी म्हणेल, की "मी नाही येणार, तुम्ही जाऊन या."
हां, हां, हां. हां, हां. अच्छा. हो, हो, हो. अच्छा. म्हणजे नेक्स्ट टाईम तुम्ही त्यांना म अ, मना केलं डायरेक्ट.
आणि असं एकदा झालं, दोनदा झालं हां, मना केलं मी डायरेक्ट. नेक्स्ट टाईम मग पुन्हा कुठेतरी जायचं आहे, म्हटलं, "नाही, मी मला नाही जमणार, तुम्ही जाऊन या" आणि मग थोडे मी शांत झाले. मग त्यांना देखील कुठेतरी वाटलं, की आपलं काहीतरी चुकतंय असं-तसं आणि मी माझं नंतर ना, असं मला नाला वाटायचं ना आणि नंतर असे इन्सिडेंट काही-काही झाले, की मग मी एकटीमध्ये पण मी खूप खुश राहायला लागली. मला असं नाही, की वाटायला लागलं, की मला मैत्रिणीच पाहिजे आहे मजा करायला किंवा मला कोणीतरी सोबत हवं आहे. असं नाही, की मी स्वतःसाठी जगायला लागली, स्वतःसाठी मी स्टँड घ्यायला लागली किंवा कुठे बाहेर जायचं असेल तर मी एकटी देखील जाऊ लागली. असे काही इन्सिडेंट झाल्यामुळे. त्यामुळे हं.
अच्छा. हां, हां. हां, काय झालं? अच्छा. हां ,हां, हां. ओह! हां, हां. अरे वाह! हां, हां, हां, हां, समजू शकतो मी काय म्हणताय तुम्ही, हां. तर तुम्हाला असं नाही का, स्वतःला प्रेम करणं म्हणजे नेमकं काय वाटतं? काय आहे ते?
हं. हां, स्वतः म्हणजे मी सांगावं स्वतःला असं छानपैकी, म्हणजे बोलतात ना, अ, एखाद्या दिवशी स्वतःसाठी थोडासा वेळ काढणं, जसं की स्वतःला मस्तपैकी छानपैकी एक म्हणजे मा माझ्यासाठी अशी डे म्हणजे हे आहे व्याख्या, स्वतःच्या स्वतःची काळजी घेणं. तर त्या काळजीमध्ये आपण असं करू शकतो, की अ, मस्तपैकी म्हणजे मा माझी काळजी घेणं, त्याच्यामध्ये मला असं वाटतं, की आपण कुठेतरी एका छानपैकी पार्लरमध्ये जावं, जर तिथे शक्य नसेल तर अ, आपण घरी मस्तपैकी अ, म्हणतात ना, नेलपेंट लावावं किंवा पेडिक्युअर, मॅनिक्युअर अशा सगळ्या व अ, गोष्टी असतात, त्यादेखील कराव्यात, त्याच्यामुळे आपण स्वतः पॅम्पर होऊ आणि आपल्याला खूप छान फील होईल असं स्वतःसाठी, सजलो हां आणि नंतर असं वाटलं, की मी जेनरली जर्नल करायला लागली, की जसं म अ, ज्या गोष्टी माझ्याकडे खूप चांगल्या आहेत, त्याच्यासाठी मी देवाला, अ, आणि या पूर्ण युनिव्हर्सला मी थँक यू म्हणायला लागली.
हां. अच्छा. हां, हां. हो, हां, हां. काय करू शकतो? हां. अरे वाह! हां, हां. अरे वाह! वाह! वाह! हां, स्वतःसाठी काहीतरी केलं म्हणजे सजलो वगैरे हां, हां, हां. अच्छा.